अ, असं म्हणतात ना, की जेव्हा आपली परीक्षा सुरू होते, तेव्हा आपल्यावर खरा दबाव आणि परिस्थितीची जाणीव आपल्याला भेटते. तर तुम्हाला कधी असं वाटलं की परीक्षेचा दबाव करण कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय केले होते का?
हो, हो. कारण, की आपण असतं ना, की परीक्षा म्हणजे खूप मोठं असतं. आपल्या अ, करियर घडतं किंवा आपण म्हणतो ना, की आपल्या आयुष्याला कलाटणी भेटते त्या गोष्टींपासून. तर माझं असं-असं हो की अ, मी करायची. माझं असं एक शेड्यूल होतं. आपण म्हणतो ना, एक रूटीन फॉलो करायचं. मी <breath> डायरेक्टली अ, <breath> म्हणजे मला माहिती, की डायरेक्ट एक्झामला आपण तर डायरेक्ट अभ्यास घेऊन बसू शकत नाही. कारण, की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात. त्या आधी वाचलेल्या नसतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी क्रिटिकल जातात समजायला. मग त्याच्यामुळे अजून जास्त तणाव येतो. तर माझं असं होतं, की अ, पहिल्यापासून की अ, मी अ, एक्झामला हे स्टार्टिंगपासूनच अभ्यास करायचे. म्हणजे, की अ, रेग्युलर आपण अभ्यास जर करत गेलो, तर आपल्या त्या टर्म्स असतात काही म्हणजे डिफिकल्ट असतात काही-काही गोष्टी. त्या सम समजतात. म्हणजे आपण म्हणतो ना आभ अभ्यास करणं म्हणजे समजून घेणं त्या गोष्टी. मग समजून घेतल्यानंतर ज्या अवघड गोष्टी असतात. त्या आपण कंटिन्यूस जर अ, वाचत राहिलो किंवा ते समजून घेतल्या, तर आपल्याला ते ऐन एक्झामच्या टाईमला आहे ना, फक्त जरी वाचलं. तरी लगेच समजतं, की नाही हा असा पॉइंट आहे. पण जेणेकरून आपण एक रूटीन बन अ, बनवलं पाहिजे, की अ, काही गोष्टींचं, की आता नाही मला अभ्यास हा थोडा-थोडा-थोडा करावा लागेल. आपण म्हणतो ना थेंबे-थेंबे तळे साचे. एकदम तुम्ही तळं नाही भरू शकत. तुम्हाला आधी ते हळू-हळू करून भरावं लागेल.
अगदी खरं. अगदी खरं. हां. अगदी खरं. हां. हां. हो, हो. खरी, खरी गोष्ट आहे. तुम्ही खूप छान सांगितलं, की "अगर तुम्हाला दबाव नको परीक्षेचा, तर तुम्ही रोज प्रयत्न करा आणि रोज अभ्यास करून घ्या त्याचा." त्यामुळे तुम्हाला एकदम असं नसेल, की "चला, अरे-अरे, एक्झाम आली आणि 1 महिना पहिलेच मला अभ्यास करून घ्यायचा आहे," तर त्याच्यामुळे थोडंफार तुम्हाला त्रास होतोच होतो. तर तुम्ही मला सांगा, तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये एखादा छोटा, पटकन लागू होणारा टप्पा सांग अ, सांगाल का, ज्यामुळे तुम्हाला तणाव लगेच कमी होतो? म्हणजे कसं असतं ना, आपल्याला
हो. हो, हो. हो, आहे ना, अ, अगदीच. अ, माझं आहे ना, एक दैनंदिन रुटीनमध्ये, की समजा तणाव आला, तो परीक्षेचा असो किंवा कसलाही असो, तर मी पटकन शांत होते आणि एक अ, दीर्घ श्वास घेऊन म्हणते, "नाही, आता परीक्षा आहे, आपण अभ्यास करूया. नाही, होईल. "एक आपण म्हणतो ना मनाला, ते अंतर आपल्या मेंदूला आपण एक संकेत पोहोचवतो, "नाही, मी होणार आणि मी आता अभ्यास करणार आणि तो होणार पूर्ण." मग ते एक अ, असा तर कॉन्फिडन्स येऊन जातो स्वतःमध्ये आणि मग आपण लगेच करायला घेतो. असं कधी-कधी ना, माझ्या बाबतीत असंही झालेलं आहे, की आपण बघू शकतो ना, की एखादा टॉपिक आपल्यासाठी खूप अ, अ, कठीण जातो अभ्यासासाठी आणि आपल्याला तो कितीही वाचा, म्हणजे ऐन एक्झामच्या टाईमला आणि एकतर टेन्शन असतंच एक्झामचं वेगळंच आणि तो टॉपिकच कळत नाही. 4-5 वेळा, 5 वेळा, वाचूनही कळत नाही. माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे. म्हणजे मी <chuckles> म्हणजे मी त्याच सब्जेक्ट नेमकी आधी अभ्यास काहीच केला नाही. मला असं वाटलं, होईल, पण ऐन टाईमला असं असतं आपलं, की एक्झामचं इतकं टेन्शन येतं आणि त्यामध्ये तो टॉपिकच कळत नाही. आपण 4 वेळा वाचतो, तरी कळतच नाही, की हे कसं झालं? हे कसं येत आहे? तर अ, ना, मी एक माझा एकदम पटकन एक सोपा उपाय केला होता तेव्हा. मी म्हणजे असंच की बसली खूप शांततेत आणि अ, बुक्स वगैरे समोर ठेवले आणि एक डोळे बंद केले आणि म्हणजे दीर्घ श्वास घेतला. "नाही, आता मला ना एक झिरोपासून सुरुवात करायची आहे आणि मला आता काहीच येत नाही आणि मी एकदम शांततेत वाचणार, पॉइंट टू पॉइंट वाचणार, वर-वर वाचणार नाही, जेणेकरून मला ते पटकन अ, समजलं जाईल. मी शांततेत पूर्ण एकदा वाचून घेईल. भलेही मला 2 तास लागले, तरी चालेल त्या गोष्टीसाठी. नंतर 15 मिनिटात मला ती गोष्ट समजेल, म्हणजे मला रिवाईज करायचं असेल तर. "मग मी ते मेंदूला संकेत दिला आणि मग मी सुरुवात केली. म्हणजे न घाबरता, असं बोलतो ना आपण की, "नाही, मला पूर्णच करायचं आहे, एक्झामसाठी." नाही म्हणजे आणि कसं ठरवलं, की भलेही आपल्याला टाइम लागला, तरी चालेल, की मग आपण वाटलंस तर 2-3 तास रात्री जागू शकतो. म्हणजे एकदा जर आपल्या, एकदा काय म्हणतो ना आपण, रिवाईज झाल्यावर. असं मी मेंदूला एक अ, संकेत देऊन ठेवला आणि मग मला ती एनर्जी भेटली आणि मी तो अभ्यास केला. आणि खरंच, मला मी 2 चे 3 तास झाले, पण मी ती कन्सेप्ट, आपण म्हणतो ना क्लिअर करून घेतली आणि मग नंतर, मला अ, जेव्हा दुसऱ्या दिवशी असेल ना, तेव्हा मला लगेच कळायला लागलं, "हां, चला, हे असं करायचं आहे, ते तसं आहे." मग ते 15 मिनिट लागले त्या गोष्टीसाठी.
हां. अगदी खरं. हो. <chuckles> हां. हां. अगदी खरं. हं. वाह! वाह! मस्त, मस्त, खूप छान! मतलब अ, तुम्हाला तुमची परिस्थितीची जाणीव होती आणि तुम्ही त्या परिस्थितीला खूप छानशी हाताळून घेतलं. खूप मस्त. पण मला सांगा, असं असतं ना, की कधी-कधी घरच्यांची किंवा मित्रांच्या बाबत कसं हाताळतात? मतलब, असं असतं, पालकांना किंवा शिक्षकांना काय समजून सांगायचं असतं?
हो. हां. मला असं वाटतं की परीक्षेच्या टाईमला तुम्ही ना खूप जास्त प्रेशर घेऊ नका. जेणेकरून काय होतं माहिती आहे का आपण जेवढा अभ्यास केलेला असतो ना तो तेवढाही निघून जातो. म्हणजे ही खरी घटना असते, कारण की आपण अ, अ, असं असतं ना पालक पण खूप सारे जास्त प्रमाणात प्रेशर देतात, "तुझी एक्झाम आहे, अ, तुझी एक्झाम आहे, तू हे कर." <chuckles> खरी गोष्ट आहे, मग तेच आपल्यापेक्षा त्यांना जास्त टेन्शन येतं आणि त्यांचं पाहून अजून आपल्याला टेन्शन येतं की हो, अगदीच. पण त्याच्यामुळे अजून आपल्याला होतं की आपले किती अपेक्षा आहे आपल्या म्हणजे त्यांना आपल्याकडून. असं ते आपल्याला अजून एक अ, ओझं येतं आपल्या अंगावर की आता आपल्याला म्हणजे मार्क्स पाडावंच लागतील किंवा पडलेच पाहिजे हे वेगळं अजून प्रेशर येतं हं. हं. तर मला असं वाटतं की पालकांनाही अ, माझं असं विनंती आहे, की तुम्ही ना मुलांना प्रेशर देऊ नका. फक्त तुम्ही एवढं म्हणा, "बाळा तू जेवढा अभ्यास केला असेल, तेवढं लिही फक्त पेपरला. बाकी सगळं देव बघून घेईल किंवा मग अ, सगळं व्यवस्थित होईल." असं बोला. की "सगळंच आलं पाहिजे आणि तू 100 पैकी 100च मिळवून आण" असं कधीच मुलांना म्हणू नका.
हो. ते आपल्याहून जास्त काळजी घेत बसतात. हां. असं वाटतं त्यांना द्यायची एक्झाम. <laughs> हो. हो, हो. अगदी खरं. त्यामुळे अजून अ, त्यांच्यावर थोडासा फार प्रेशर वाढतो आणि जसं असतं ना की आपण ज्यांच्याशी जेवढी अपेक्षा ठेवली आणि मग ते पूर्ण नाही झाली, तर मग तुम्हाला आणि त्यांना दोघांना त्रास होणार. त्यामुळे फक्त तुम्ही एवढं सांगा की "जे ही होईल, छान होईल, तू घाबरू नको. आम्ही तुमचं कायम तुमच्या सोबत राहणार आहे."
अगदीच. हो. हो. पण
आणि मग मित्रांचं कसं असतं?
हं. मित्रांचं पण कसं असतं, की अ, आता काही-काही अ, मित्र आपल्याला अ, सांगताही काही-काही अ, खूप अभ्यासूही असता. करत राहता-करत राहता. आणि काय
आणि ते सांगतात की आम्ही तर अभ्यासचं नाही केलेला आहे.
हो, एक्झॅक्टली असं सांगता की ते आपल्याला कशासाठी सांगता हे दुळ दुळ 2 मतं असतात अशा मित्रांची. काही-काही अभ्यास खूप करवून येतात आणि आपल्याला सांगता मी काहीचं केला नाहीये. म्हणजे एक असं रियालिटी आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला असं वाटतं, की यांनी काहीचं नाही केलंय, बरं आहे मी थोडासा केलाय जाऊ दे. असंही होतं आणि अ, मग आणि एखादं असं असतं, की अ, मी खूप अभ्यास केलाय, मी खूप केलाय आणि त्याने करेल पण नसतो. खूप कमी करेल असतो मग आपल्याला असं वाटतं, की अरे, यांनी किती अभ्यास केलाय. आणि मी तर त्याच्या तुलनेत काहीच केलं नाही आता माझं कसं होईल? हे पण आपल्याला म्हणजे एक होतं, की मला असं वाटतं, की मित्रांनी पण आहे ना, "हां, मी माझ्या परीने तेवढा आहे, तेवढा केला आहे अभ्यास. हां, काही नको, तू पण तेवढाच कर." किंवा आपण एक्झामच्या टाईमला पण असं बोलू शकतो ना, की अ, म्हणजे तुम्ही असं बोलू नका. डिस्कसचं करू नका. मी माझा सगळा अभ्यास झाला आहे किंवा माझा काहीचं नाही झाला आहे. जेणेकरून समोरच्यावर प्रेशरचं येणार नाही. हां, मी केलंय, झालंय, थोडं फार का होई ना, म्हणजे एक का समजून एक अ, 19-20 ठेवा असं, की मी थोडाफार केलेला आहे अभ्यास. बघू आता एक्झामला कसं होतं? एवढं बोला ना बास, तुम्ही म्हणजे जास्त डिस्कस करू नका, कारण की जेणेकरून समोरच्यावरती प्रेशर येणार नाही.
<chuckles> हां. हां. खूप छान, खूप छान, खूप छान म्हणाला तुम्ही. आणि का की ह्याच्याबद्दल हेच आहे की जेवढं तुम्हाला ताण होईल तेवढं तुमचा अभ्यास असा फार करता येणार नाही तुम्हाला, का की ते ताणामध्येचं आपलं डोकं अ, नेमकं लागलेलं असतं. नाही, खूप छान म्हणालात तुम्ही.
नाही. अगदीचं. क, हो, कारण की ते दबाव येतो ना आपल्यावर. मग, त्यांनी आपल्याला आपला ते बुद्धी चालत नाही आपण म्हणतो ना, "आपला माझं डोकं चालत नाही, हे इथं कुठे." टेन्शनमध्ये बघा, आपल्याला कळतच नाही, सोपं जरी असलं तरी, येत नाही.
आणि अगदी खरं म्हणाला याबद्दल तर तुम्ही. तर, मला सांगा, की कोणचे असे स्वतःला शांत करण्याचे सोपे, श्वास घेणारे, या मग असे व्यायाम आहे? तर, तुम्ही आत्ता दाखवू शकतात का 1-2 मिनिटासाठी?
हो, अगदीच. मला असं वाटतंय ना, की अ, स्वतःला एकदम शांत करण्याचं आहे ना, 1 दीर्घ श्वा म्हणजे एकदम शांत बसायचं, की नाही, एक स्वतःला अ सांगायचं, की "नाही, अ मी करणार." अ, हां, म्हणजे "हे टॉपिक असेल तर, मी करणार. मला येतो, फक्त थोडा टाईम द्यावा लागेल मला." आणि 1 दीर्घ श्वास घ्यायचा आणि मनाशी म्हणून घ्यायचं, की "हां, आता मला करायचं आहे, कितीही टाईम लागला तरी चालेल, मी हा पूर्ण करणार टॉपिक. बास! आणि थोडं शांत होऊन एक मनन करायचं 2-1 मिनिट फक्त. आणि आपण म्हणतो ना, प्राणायामसारखं करायचं आणि लगेच सुरुवात करायची. आणि बघा, तुम्हाला खरंच इन्स्टंट म्हणजे, माझा अनुभव आहे. खरंच होतं असं. पण, तुम्ही मनात वेगळंच ठेवताय, "माझं झालं पाहिजे, 2च तास हे, 2च दिवस राहिले, मी कसं करू आता?" हे असं विचार न करता, डायरेक्टली असं बोलायचं की नाही, जरी 2 दिवस आहे, तर मी आज पूर्ण अभ्यास करणार, उद्या रिव्हिजन करणार. आज मी पूर्ण करणार अभ्यास आणि होणार माझ्याकडून. मी स म्हणजे, इत अ, डिफिकल्ट टॉपिक आज सगळे करून घेणार, उद्या सोपे राहतील. आणि मग मला रिव्हिजन करायला टाईम थोडासा असला तरी, माझं होऊन जाईल. कारण, की मी अवघड टॉपिक आधीच करून घेतली आहेत." मग ते मनाला जेव्हा ठरवतो ना मग, तेव्हा असं वाटतं, की "हां, होईल, करू आपण, आहेत आपल्या क्षमता तेवढी."
अच्छा. वाह! हां. <clicks tongue> हां, हां, हां, हां. वाह! मस्त. तर कसं करता तुम्ही करून दाखवू शकतात का? कसं श्वास कसं घेतात तुम्ही? <chuckles>
<chuckles> नको, आता श्वास म्हणजे अ, आहे ते अशा गोष्टी, पण आपण म्हणतो ना, जोरात न घेता एक शांत फक्त आपल्या मेंदूपर्यंत त्या-त्या गोष्टी गेल्या पाहिजे. त्याच्या मेंदूला कारण की मेंदूच आपल्याला सगळं काही प्रोव्हाईड करतो, काय उठायचं, बसायचं, काय करायचं हे सगळं मेंदू ठरवतो आपण स्वतः काहीच ठरवत नाही.
हां. वाह! खूप छान. नाही, नाही. खूप मस्त, खूप मस्त. छान, छान. तर मला सांगा, जेव्हा परीक्षा जवळ येते, त्या अंतराळावर असं वाटतं ना, स्वतःला की माझी अशी कोणती चूक नाही झाली पाहिजे, एक्झाम हॉलमध्ये. या मग असं असतं की जेव्हा पण आपण ते अ, आपली परीक्षा देणार आहे, तेव्हा काही चूक नाही झाली पाहिजे आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय छोटे-छोटे सोपे उपाय वापरून घेतात, त्या सुचवाल आम्हाला?
अगदीच, अगदीच. अगदीच. हो, मला असं वाटतं ना, की आपल्याला असं वाटतं चूक, तर मला असं वाटतं, की एक्झामच्या 2 तास आधी तुम्ही ना, अभ्यास बाजूला ठेवून द्या. म्हणजे तुम्ही अभ्यास करू नका. हां, कारण की तुम्ही आणि सगळं तुम्ही बघायचं, की आपण बॅगमध्ये सगळ्या व्यवस्थित वस्तू घेतल्या आहेत का? जे एक्झामसाठी लागणार आहेत. पेन, पट्टी वगैरे काय तुमचं असेल ते सगळं प्रॉपर बघून, हॉल तिकीट वगैरे सगळं बघून ते बसायचं. आणि एक शांत चित्ताने स्वतःशीच जे तुम्हाला गाणं आवडेल, काही आवडेल, स्वतःशी एकदम शांततेत बसून घ्यायचं, कोणाशीही जास्त गप्पा मारत बसायचं नाही. जेणेकरून तुम्ही ना, एक फ्रेश मूडमध्ये येता आणि ते तुम्हाला बरं आणि मुळा मुळात एक गोष्ट म्हणजे रिव्हिजन करू नका. काही-काही मुलांना खूप सवय असते, शांततेत बसल्यावर पण ते रिवाइज करत असतात. मग ते आठवलं नाही का अजून ताण येतो, त्याच्यापेक्षा काहीच आठवायचं नाही.
वाह, वाह, वाह! खूप छान. वाह! अक्षरशः 5 मिनिटं पूर्वीच पण करत असतात. एक्झाम झाले सुरु होणार आणि 5 मिनिटांपूर्वी त्या पुस्तकांमध्ये रिव्हिजन चालल आहे त्यांचं.
हो, हो. नाही, मला हो. म्हणजे करू नका जेणेकरून काय होतं मग आपण एक्झॅाममध्ये, हॉलमध्ये जातो आणि "मला आता आठवत नाही, मी काय करू" मग ते पॅनीक होऊन, आहे ते पण सगळं निघून जातं डोक्यातलं.
नाही, खूप छान म्हणाले तुम्ही याबद्दल तर, की जसं त्यांचं सुरुवात अगर त्यांनी केली, तर मग ते जेवढं त्यांना आठवण आहे ते पण जातं का की, त्यांचा आत्मविश्वास तुटतो. हां आणि काही करू शकतो आपण?
जातं. अगदीच. अ, हो. अजून अ, दुसरी गोष्ट म्हणजे की आपण पोटभर जेवण करून जायचं, नाष्टा, चांगली फळं वगैरे जे आपल्याला आवडतं त्या गोष्टी खाऊन जायच्या. उपाशी जायचं नाही <chuckles> एक्झामसाठी. जेणेकरून आपल्या अ, काय म्हणतो ना, की बुद्धीला चालना भेटते. जेवण केलं पोटभर, आपलं पोट भरलं असतं, म्हणजे बुद्धी पण पटपट चालते.
ओ, हो. मस्त. खूप छान म्हणाल्या तुम्ही ह्याबद्दल तर, की परीक्षाच दबाव आपण कसं कमी करू शकतो. आणि खूप सोपे उपाय सांगितले तुम्ही त्याबद्दल. तर तुमचा खूप-खूप धन्यवाद आणि मनापासून खूप-खूप आभार आहे तुमचा. तुम्ही आपले अनुभव सांगितले, त्याच्यातनं शिकायला भेटलं आणि खूप-खूप धन्यवाद आहे तुमचा.
मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. धन्यवाद.
परत नक्की भेटूया, धन्यवाद.